अ, हल्ली असं झालंय की सगळ्यांना इन्स्टंट सगळ्या गोष्टी पाहिजेत. म्हणजे इन्स्टंट नूडल्स 2 मिनिट में तसं. अ, पण जर का तुम्हाला खूप छान अशी पुरणपोळी हवी असेल तर, ती काही 2 मिनिटात होत नाही. <chuckles> तर अ, नूडल्स आणि पुरणपोळी अशा इन्स्टंट गोष्टी आणि दीर्घकालीन चांगल्या गोष्टी याचा बॅलन्स अ, तुम्ही कसा करता?
हम्म. वाह, वाह! हं, हं. नाही खरंच, तुम्ही म्हणतात ना की सुरुवातीला असं उदाहरण दिलं आहे की मी अ, तुम्हाला खरंच सांगू शकते की जे आहे ना, ते इन्स्टंट तात्काळ समाधान जे तुम्हाला तुम्ही सांगितलं की नूडल, पण खरंच त्याच्या आपल्या म्हणतात ना, आरोग्यावर किती परिणाम होऊ शकतो.
हं. हं. हो. दुष्परिणाम होतो. हं, हां.
तर ते महत्त्वाचं आहे की प्रिझर्वेटिव्स असतात बघा, त्याच्यात.
हो.
आणि जसं तुम्ही म्हणालात की एक पारंपारिक आपली जी एक ख खाद्यसंस्कृती आहे आणि त्याच्यामध्ये जी पुरणपोळी आहे.
हो.
ती पाहून किती मजा येते आणि म्हणतात ना, ते एक समाधान जे डोपामाइन रिलीज करतं. ते काही वेगळीच मजा आहे त्याला, नाही का?
हं. अहो, आपल्या महाराष्ट्राची ती ओळख आहे. पुरणपोळी ही खास महाराष्ट्राची आणि ती पण देवीला अ, नैवेद्य म्हणून करायचा.
हो, हो. नैवेद्य दाखवतो आपण अक्षरशः, खरंच.
त्यामुळे ती करावीच लागते त्यावेळेला. त्यामुळं ती परंपरेत टिकली आहे. हं.
हं. आणि किती सुंदर तुम्ही पहिल्यांदाच दाखला दिलात, की तात्काळ समाधानासाठी आपण हे इन्स्टंट वगैरे घेत असतो. पण जे दीर्घकालीन आपल्याकडे जे समाधान आहे किंवा मला दिवसभर जर खुश राहायचंय. तर मी जर एक पुरणपोळी सकाळी खाल्ली, तर म्हणतात ना, किती मस्त, किती छान! किती छान वाटतं आपल्याला. मी ना माझ्या आयुष्यामधलं एक अ, तुम्हाला किस्सा सांगेन हं.
हं. हं. हो. हो, सांगा ना.
म्हणजे बघा, अ, जसं मी ना, कॉर्पोरेट विश्वामध्ये जेव्हा पहिल्यांदा पाऊल टाकलं
हं, हं.
तेव्हा म्हणतात ना, की आपण सुरुवातीला अ, असाच प्रयत्न करतो, की आपल्याला अनुभवातून काहीतरी शिकायला मिळेल. आणि बरेचसे आपले मेंटोर्स, सिनीयर्स, काही सहकर्मचारी असतात आणि ह्याच्यामध्ये बरेच असे असतात की ते तुम्हाला तात्काळ म्हणजे म्हणतात ना तोडगा सुचवतात. की ट्रेनिंग-बिनिंग जाऊ दे या प्रश्नांची उत्तरं आहेत माझ्याकडे.
हो.
आणि तू भराभर, भराभर मी तुला सांगतो की सबमिट कर आणि पुढे रेट आता.
आह. <chuckles> हां.
एवढं काही वाचत बसू नको आणि ना खरंच
टिक मार्क कल्चर असं म्हणतात त्याला, टिक मार्क केलं झालं असं हं.
हां. टिक मार्क कल्चर खरंच बरोबर म्हणालात तुम्ही आणि मला ना एक विषय खूप आवडायचा. पण जसं म्हणालात ना की खूप
कुठला? हं, कुठला आवडीचा आहे ते?
हं. हां, म्हणजे अ, आमच्याकडे एक अ, म्हणतात की अ, एक अ मग काय म्हणतात, कागदपत्र सगळे बघणं आणि आपण अ, मी तुम्हाला एक ढोबळ उदाहरण देऊ शकते. ते म्हणजे की बर्‍याचशा ठिकाणी जेव्हा आपण एखादी डील अ, म्हणतात ना, साइन करतो, तेव्हा कॉन्ट्रॅक्ट्स बनतात बघा.
हं, हं. हं. हो.
तर मला त्याच्यामध्ये खूप रस होता. आणि जसं मी तुम्हाला म्हणाले, की ही आमची एक अ, ट्रेनिंग होती आणि त्याच्यावर ही प्रश्न उत्तरांची त्यांनी ही म्हणतात ना की पूर्ण प्रश्नावळी अ, त्या ट्रेनिंगच्या शेवटीही पाठवलेली.
हां, हं. बरं, बरं.
आणि आमच्या अ, ज्या मॅनेजर होत्या, त्यांनी सांगितलेलं, "की हे काम आपलं नाही आहे. आपल्या प्रोजेक्टचं काम वेगळं आहे आणि त्यामुळे, ह्याच्यासाठी आपल्याकडे वेळ नाहीये" आणि तेव्हा घरी वगैरे असे लॅपटॉप नव्हते. आमच्याकडे सिस्टम्स होते.
हं. हां, डेस्कटॉप, हां, हां.
तरी मी तरी मी सकाळी जाऊन प्रयत्न केला, की मी वाचेन, मला समजेन पण तेच आहे ते, ते तात्काळ त्यांना म्हणतात ना, की लवकर-लवकर करण्यासाठी, हा चला लवकर-लवकर तुम्ही हे प्रश्नांची उत्तरं मी कोणीतरी आणली ते टिक मार्क करून टाकलं आणि झालं. पण ते करून मला त्याच्यातून काही समाधान मिळालं का? त्या त्याचं काहीच नाही. मग असं मला वाटतं की जर तुम्हाला एखादी गोष्ट, म्हणतात ना की आपण अ, शॉपिंगला जातो
हं. हं. हं.
आणि आपल्याला एखादी गोष्ट छान दिसते आणि आपल्याला वाटतं, अरे वा! की ती आपण पटकन खरेदी करावी किंवा अजून काही दहा गोष्टी घ्याव्या. पण त्यांच्या त्याच्यामधून तुमचं उत्पन्न किती खर्च होतंय, नाही का?
हं, हं, बरोबर.
अ, तर तुम्ही त्या
हां, या क्षणी छान वाटतंय, पण ते नंतर. <chuckles>
<chuckles> क्षणिक आनंद आहे तो.
हो, कार्ड स्वाइप करतांना काहीच वाटत नाही हो. कारण का आपल्या खिशातनं काढलं प्लास्टिक. <chuckles> पण ते खरे पैसे आहेत, ते बिल आल्यावर कळतं! <chuckles>
हं. हो. आणि मग कळतं की मला इन्व्हेस्टमेंट करायची होती. मुलांच्यासाठी तजवीज करायची होती. ही एक दीर्घकालीन वाढ आहे ना.
हं.
ती आपली सगळी म्हणजे म्हणतात ना की मंदावते. आणि तेच आहे, की अशा काही लोकांकडून मी शिकले, की तुम्हाला ते तात्काळ समाधान मिळण्यासाठी, म्हणतात ना, प्रवृत्त करत असतात, की जाऊ दे ना, आत्ताचं काम होतंय ना. तर मग असे हळू-हळू जसे आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे बघा. तर अशा गोष्टी मग मी ठरवत गेले, की नाही. आपल्याला एखादी गोष्ट शिकायची आहे ना? मग रोज थोडी-थोडी स्वतःमध्ये सुधारणा केली पाहिजे, की चला, 10 पानं नाही जमली तर 5 पानांपासून सुरुवात करायची.
हं. हो. वाह! <chuckles> हा मनाचा निर्धार फार महत्त्वाची गोष्ट आहे. आहा! कारण तुम्ही म्हणाला तसंच आहे. आजूबाजूला म्हणजे एकदा तुम्ही मॉलमध्ये पाऊल टाकलं, तर घ्या <chuckles> घ्यायला गेलेला असतात तुम्ही मिरची, अ, किंवा <chuckles> काय ती मोहरी आणि <chuckles> अ, 50 पदार्थ घेऊन येता. <chuckles>
हं, हं. <chuckles> हो, हो. खरंच. खरंच, खरंच.
कारण ते असं ॲट्रॅक्ट करतात. एवढं डिस्काउन्ट, एवढं हे, आत्ताच घ्या, मग संपेल. <chuckles> करेक्ट.
आणि ते एकतर मी तुम्हाला खरं सांगू का ते सेल्स लावतात ना.
हं.
आणि मग असं वाटतं, की हे संपेल उद्या. नाही, नाही उद्याही ते तिथेच राहणार आहेत. आणि त्या गोष्टी तिथेच राहणार. पण ते म्हणतात ना, की ते मोह. मोहाला काही आवर घालणं शक्य होत नाही कधी-कधी. तर अ, म्हणतात ना, ते एक तुम्ही स्वतःला आवर घालणं ज्या दिवशी शिकाल ना, मी तुम्हाला खरंच सांगेन, की तिथूनच सुरुवात होते. की तुम्ही स्वतःला समजावताय, सांभाळताय आणि मग अशा वेळी तुम्ही बऱ्याच गोष्टींवर नियंत्रण करू शकता मी म्हणेन.
हो ती म्हण आहे ना, "थेंबे थेंबे तळे साचे" हं.
आता हं. हो, अगदी, अगदी. आम्ही अ, आता तुम्हाला उदाहरण सांगते बघा. आता मी माझ्या नवऱ्यासोबत आमच्या घराचं पूर्ण प्लॅनिंग करत होते की हे बघ, हा इतका खर्च असा झाला, तसा झाला आणि मी त्याला ओरडत होते. मग तू तुझ्या मित्रांबरोबर फिरायला जातोस, असं करतोस, तसं करतोस. मग त्याने मला सांगितलं थांब जरा थांब. हे बघ, आपण दोघेही करतोय बऱ्याचश्या चुका. मग <chuckles> आम्ही वेळापत्रक ठरवलं, की आणि एक म्हणतात ना की असं नियम केला, की 50% आमची दोघांची रक्कम ईएमआय आणि तत्सम किराणा किंवा रोजचे खर्च आहेत त्याच्यासाठी जातेय.
हं. हं, हं. <laughs> हां. बरं, पन्नास टक्के. हं.
आणि बाकी अ, हो मुलांचं शिक्षण वगैरे सगळंच. त्याच्यामधली बाकी 20% जी रक्कम आहे ना, ती आपण गुंतवणुकीसाठी करायची आणि राहिलेली 10%-12% जी रक्कम आहे ना ती आपण स्वतःसाठी खर्च करायची.
हं. अरे वाह! हां, म्हणजे त्याच्यासाठी काय ती वेगळी तरतूद करायची. पण त्यानी इकडचं बजेट तिकडे उडी मारून नाही जायला पाहिजे <chuckles> असं.
हो. आणि त्याचं आम्ही हे पण ठेवली बरं का मर्यादा ठेवली. 12% म्हणजे 12% फार-फार तर सणासुदीला वगैरे 15% होऊ शकतो. पण त्याच्यावरती नाहीच गेलं पाहिजे. आणि म्हणतात ना तेव्हापासून मग ते जे आमचे तणाव आणि म्हणतात ते खटके उडत होते ते जरा कमी झाले. आणि जेव्हा आपण म्हणतो ना, की अरे हे घ्यायचंय, घरात एखादी मोठी गोष्ट घ घ्यायची आहे आपल्याला किंवा घरच घ्यायचंय नवीन
हं. हं. हो. हं.
तर तुम्हाला बरीचशी तरतूद करावी लागते. नाहीतर ते जे एक चक्र आहे, एक अ, म्हणतात ना अठरा विश्व दारिद्र्य आणि तेच कमवायचं आणि तेच खायचं. मी कितीतरी मैत्रिणींना बघितलंय, की त्यांच्या नवऱ्यांना म्हणजे ₹6,00,000 रुपये, ₹7,00,000 रुपये महिन्याला पगार आहे. पण महिन्याच्या शेवटी तो संपतो. मला असं वाटतं, की हो. की
बापरे! हां.
म्हणजे त्या रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे किंवा एखाद्या डेस्टिनेशनला जायचं आहे, की नाही, आम्हाला 2 इंटरनॅशनल हॉलिडे लागतातच. पण ते तात्काळ समाधान आहे ना.
बरोबर.
तुम्ही जर ठरवलं, की आपण आपला खर्च कसा करायचा, कशा पद्धतीने तो मॅनेज करायचा आणि वेळापत्रक ठेवा. अगदीच जमत नाहीये, तर बरेचसे ॲप ॲप्स आहेत की बजेट वगैरे, तुम्ही तुमचं मॅनेज करू शकता.
हो, बरोबर.
महिन्याच्या शेवटी हां. विचारा ना.
₹6-700000 महिन्याचे जर असे खर्च होत असतील, तर खरंच आहे, मग कमावणार किती? किती कमावले तरी अ, राहणारच नाहीत ना. बरोबर आहे. आणि शिस्त म्हणजे ती 1 अ, अ, हां. हं, हं.
हं. हो, खरं आहे. अगदी खरं.
तर पुन्हा एखादं अ, अ, त्याचं एक्झाम्पल सांगू शकाल का, की त्याच्यामुळं तुम्हाला काहीतरी करता आलं?
आणि हो, हो. आरोग्यासाठी मी तुम्हाला सांगते. आता हे तर झालं आर्थिक बाबतीत.
हं.
आता बघा सकाळी उठायचं आणि ते मस्त गुरगुटून काय म्हणतात ना, रजाईमध्ये असं छान झोपायचं. पण तरी वजन तर वाढतंय. तात्काळ समाधान आहे. <chuckles> वजन पण पण दीर्घकालीन म्हणतात ना, की आपल्याला तेच डोक्यात आहे की, अरे काहीतरी आयुष्यामध्ये ग्रोथ झाली आहे.
<chuckles> हं, हं. हं, हं. <chuckles> तुम्ही म्हणजे अगदी नेमका ब बोट ठेवलंत <chuckles> असा. सध्याच्या हवामानामध्ये सगळ्यांचा हाच प्रश्न आहे. की झोपायचं, झोपेचा त्याग करायचा का आरोग्याचा त्याग करायचा? म्हणजे काहीतरी एक त्याग होतोच. <chuckles> म्हणजे आत्ता बरं वाटतं झोपून, पण ते लाँग टर्म हं. छान उदाहरण आहे. अगदी छान उदाहरण आहे.
तर हो, हो. हो, हो. तर हो. आणि मग ते म्हणतात ना, की बऱ्याच वेळा असं होतं, की म्हणतात ना, की आता बाहेर स्ट्रीट फूड बघितलं, की अगदी जीव वर-खाली होतो, कासावीस होतो. हे नाही एक, एक, एक पाणीपुरी. जास्त नाही, आपण शेअर करू. आणि माझा इतका जीव आहे त्या पाणीपुरीवर. पण अ, मग ते तसंच होतं, की खरंच मनाला ताबा ताब्यात ठेवणं खूप कठीण होऊन जातं. पण जेव्हा मी तुम्हाला खरं सांगू का, मी सलग 3 महिने जिमला आणि थोडासा योगा वगैरे केलं. इतके माझे त्रास होते, अ‍ॅसिडिटी होत आहे सतत, म्हणतात ना, की चिडचिड होत आहे आणि एक डोकेदुखी आहे सगळ्याच गोष्टींची. खरंच खूप मी नाही म्हणाले मी असं नाही म्हणणार, की मी सगळं पूर्ण परिपूर्ण बरी झाले.
<laughs> हं. हं. हं.
पण अ, ह्या छोट्या-छोट्या म्हणतात ना, गोष्टी आहेत, त्यांचे जे टप्पे आहेत, तुम्ही आज सुरुवात केली, तुम्ही महिन्याभराने बघितलं की "हां, चला इतकं तरी मी केलंय." परत तुम्ही अजून 2 महिन्यांनी पूर्ण आढावा घेऊ शकता की "हां, रोज मी 12 सूर्यनमस्कार घातले. रोज मी अर्धा तास जिमला गेले" आणि तुम्हाला 3 महिन्यांनी मी तुम्हाला खरं सांगते तुम्हाला फरक कळेल, तुम्हाला जाणवेल.
बरोबर. हम्म. बरोबर आहे. हां. अ, जे चांगल्या गोष्टीच्या मागं आणि मुख्यतः थोडा वेळ देऊन अ, त्याच्याकडे बघायला पाहिजे. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन असा एक प्रकार म्हणतात त्याला की अ, तो हल्ली आपला खूप वाढलाय. अ, ते अ, Blinkit बघा ना हं, हां, हां, <chuckles> म्हणजे Blinkitनी औषध मागवून घेतलं आणि एखाद्याचा जीव वाचला. <chuckles> खूप छान 10 मिनिटात आलं. अ, पण काय <chuckles> KitKatच मागवायचं आणि काहीतरी कोल्डड्रिंक मागवायचं. अरे त ते प्यायला तरी <chuckles> अ‍ॅट लीस्ट तं घरातनं खाली उतर आणि थोडं अंतर जाऊन ये ना. <chuckles> म्हणजे <chuckles> अ, खूपच. हं.
हं. ओह! हो, हो. अगदी. हं, हं. मी तुम्हाला खरं सांगू, माझ्या एका मैत्रिणीने ना, आता ते ॲप्स आणि तिने ते Zomato वगैरे सगळं अनइंस्टॉल करून टाकलंय, कारण तिचं इतकं बाहेरचं खाणं झालं होतं सुरु. म्हणजे तिचं असं झालंय की जर मी आता बनवलं नाही ना, तरच मला ते परत इन्स्टॉल करावं लागेल.
अरे वाह! हम्म, हं.
तरच मी ऑर्डर करू शकते.
आह, म्हणजे मोठा जालीम उपाय काढला.
मला वाटलं हो ना, जालीम उपाय.
अ, नाही-नाही.
म्हणजे मी खरंच म्हणेन, की तुम्हाला आणि ना, बऱ्याच वेळा असं होतं की एक नैराश्य येतं, की "अरे यार, आज जाऊ दे ना, आज बर्गर खाल्ला, सोडून देऊया आपण डाएट, नको करायला काही." पण मग तेच आहे. अपयश, यश हे येतच असतं तुमच्या आयुष्यामध्ये. हे, नाही झालं ठीक आहे स्वीकार करा, जाऊ दे आजचा दिवस गेला. पण, उद्या दुसऱ्या दिवसापासून असं म्हणू नका की अरे पुढच्या आठवड्यात बघूया.
हं.
दुसऱ्या दिवशी पासून परत तुम्ही नेटाने प्रयत्न करा, मी म्हणेन.
हं, बरोबर आहे. अ, नाही तर ते, अ, अ, अ, असं होतं की आपण छान परिस्थिती येण्यासाठी म्हणून थांबतो आणि जीवनातल्या महत्वाच्या गोष्टी हातातनं निसटून जातात. असं होणं बरं नाही ना, मग नंतर अ, पश्चात्ताप करत बसायची वेळ यायची. <chuckles> असं होऊ शकतं हं, खरे आहे. अ, ब खूप-खूप छान सांगितलत तुम्ही. विशेषतः ज्या, छोट्या-छोट्या घरातल्या, अ, तुम्ही अ, उदाहरणांचा वापर केलात, हे सांगायला, की अ, अ, एक, बजेटिंग करून, आधीपासनं ठरवून, किती रक्कम कुठल्या गोष्टीला वापरायची? अ, अ, मुलांच्या शिक्षणासाठी किती? मग जे आपले फिक्स एक्सपेन्सेस, ईएमआय आहेत, त्याच्यावर किती? किती बाजूला पडलेच पाहिजेत? मग तसंच, प्रकृतीच्या बाबतीत म्हणजे. हेल्थ चांगली करायची असेल तर मग ते बारा सुर्य नमस्कार असो, नाहीतरं थोडं योगा असो, नाहीतर जे, अ, प्रायोरिटी हेल्थला देणं. हं, हे ही तुम्ही अ, सांगितलं. अ, अ, खरंच अ, खूप अ, छान सांगितलत तुम्ही की अ, अ, लगेच आता इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, ज्याला तात्काळ समाधान म्हणतात. त्याच्या मागे न धावता, थोडा संयम करून आपण, ज्या खऱ्या महत्वाच्या, म्हणजे अर्जंट आणि इम्पोर्टंट मधला फरक तुम्ही सांगितला. की अर्जंट-अर्जंटच्या मागे धावायचं आणि मग इम्पोर्टंट जातं राहून. तर अ, अ, खूप-छान सांगितलत आणि अ, मला परत तुमच्याशी बोलायला आवडेल आणि तुमच्याकडनं काही या, विचार घ्यायला आवडेल, धन्यवाद.
हं, हं. अगदी, अगदी. हं. बरोबर. हं. हं. अगदी, अगदी. हं. हं. धन्यवाद.